हो ना. पहिल्यापासूनच संस्कार तसे झालेत.
हे दुर्दैव आहे. अ, खो-खोला ब अ, खो-खो आणि कबड्डीसाठी आता जे काही अ, प्रायव्हेट सेक्टर्स वर आले आहेत, प्रो-कबड्डी, प्रो-खो-खो असे घेऊन. तर त्यामुळे त्यांना थोडंफार कुठेतरी एक हे आहे. आपण म्हणू की थोडासा तग त्यांनी धरला आहे. पण बाकीच्या ह्याच्यामध्ये पाहिलत तर जास्त करून मुलं तुम्हाला, बैठे खेळ खेळताना दिसतील किंवा जास्तीत जास्त ते स्क्रीनवरच गेम खेळायला आनंद मानतात. PUBG वगैरे सारखी.
हं. हां. हं. बरोबर. हो, हो. हो, काय नवेसे?
पण PUBG जरी नसला तरी, मग काय ते, मिन काय ते Minecraft आहे. Roblox आहेत. तर ह्या सारखे गेम जे फक्त तुमचा म अ, म बौद्धिक क्षमतेचा ऱ्हास करतायेत.
हां. हो. हां, बरेच असतात ते ऑनलाईन. विकास तर नाही विकास तर करतच नाहीत, त्रास करतात आणि शारीरिक अ, इनॅबिलिटी पण असं अ, करून ठेवतात म्हणजे ॲबिलिटी हो.
ऱ्हास करतायेत त्या, ऱ्हास करतायेत आणि शारीरिक हो. शारीरिक आणि बौद्धिक ऱ्हास आहे तो सगळा. म्हणजे ज्या त्यांच्या भाषेत बोलायचं तर ब्रेनरॉट आहे.
खरंच कसं म्हणजे अशी चिंता म्हणजे अगदी चिंतामय अशी परिस्थिती वाटतीये. म्हणजे हो.
अतिशय वाईट अ, हे अ, कंडिशन आहे. मग ह्याच्यामध्ये आपल्या पाल्याला जर आपणच आपले खेळ नाही शिकवले
हो ना. शिकवले, तर त्यांना कधी समजणार नाहीत आणि खरंच नामशेष होतील ते.
खूप मग खरंच नामशेष होतात आणि मग काही वेळेला असं वाटतं की अरे कुठल्यातरी खेड्यात जाऊन राहिलं पाहिजे ह्यांच्या भविष्यासाठी तरी. आपण म्हणतो ह्यांच्या भविष्यासाठी आपण शहरात राहतोय. पण खरंच ह्यांचं भविष्य आहे का? ह्या शहरामध्ये? जर त्यांना लॅपटॉप समोरच बसून आपण देतोय तर? मग त्याच्यामुळे कुठेतरी ही भावना आता जागी होते. कारण खेडेगावांमध्ये तुम्हाला बऱ्याच ठिकाणी असे खेळ दिसतात. आता जशी ह अ, तुमची होळी जवळ यायला लागेल, तसे-तसे तुम्हाला गावोगावी ना रस्त्यांवर आटा-पाटे दिसतील, म्हणजे ते 6 5 चौक अ, सॉरी ब त्या 5x5 असे अ, जे ना 10 चौकोन आखलेले असतात आणि त्याच्यामध्ये ते लंगडी खेळली जाते. मुलं खेळतात बऱ्यापैकी हा गेम रात्रीचा खेळतात स्पेशली, तर तोही एक दमखम करणारा, स्टॅमिना वाढवणारा खेळ आहे.
हो, हो. खरंच वाटतंय एक्झॅक्टली. हां. नाहीये. असंच वाटायला लागलंय. हो ना. <chuckles> हो, हो. हां. हां. नक्कीच. हां. हां. हो. नक्कीच. हो ना.

हां.
आणि एका बाजूला कलंडून जायचंय आणि पूर्ण राउंड करायचंय आपल्याला कलंडूनच.
आणि असंच <chuckles> आई ग! <chuckles> पडायची
ते पूर्ण सर्कल म्हणजे आप मी म्हणेन की आपला जो मणका माकड हाड आहे, त्या माकड हाडाभोवती एक पूर्ण सर्कल होऊन मग तुम्ही बसता पुन्हा जागेवर. ती एक प्रकारची हो ती एक प्रकारची आपण म्हणू की फुगडी आहे आणि ती मला आत्ताही येते व्यवस्थित घालता, पण ते जास्त खेळल्या जात नाहीत.
हां. हां. अरे बापरे! हां. अरे बापरे! म्हणजे तुमचा पण अ, आता जरा प्रॉब्लेम तेवढं फ्लेक्सिबल नसते ना बॉडी म्हणजे तेवढं मूव
फ्लेक्सिबल नाहीये बॉडी, पण ते कसं म्हणतो ना आपण की जर रोज प्रॅक्टिस त्याची असेल व्यवस्थित ना, तर येतं ते करता आणि ते शरीरासाठी खूप चांगलंय. कारण जेव्हा तुम्ही हा पूर्ण ही पूर्ण गिरकी कंप्लीट करता ह्या फुगडीची, अक्षरशः प्रत्येक बॉडीचा पार्ट बा ह अ, ह्याच्या बॉटमला टेकून जातो म्हणजे तुमच्या पृथ्वी पृथ्वी म्हणते आहे, जमिनीला टेकून येतो. आणि जर तुमचं वजन वगैरे जरा जास्त असेल, तर जास्तच चांगला रगडून तो भाग पुढे जातो. म्हणजे एक प्रकारची मसाज आपली आपल्याला मिळून जाते
हां. बरं. हां. हां. अच्छा. बरं. हां.
आणि बॉडीचा जो आपण लोवर पार्ट आहे जो जास्त फ्लेक्सिबल नाही ठेवत बायका, तो फ्लेक्सिबल ठेवायला जसं आता बघा बऱ्याच वेळेला काही ठिकाणी अ, योगामध्ये आपल्याला शिकवलं जातं, की तिथली करा. जेणेकरून तुमचे जे पायाचे बॉल सॉकेट आहेत, ते ॲक्टिव राहतील. तर त्याच्यासाठी बऱ्याच वेळा जे आहे ना, त्या ह्या प्रकारच्या फुगड्या उपयुक्त असायच्या. पण त्या नाही बघायला मिळत.
हां. हो, हो. हां. हां. हो ना. हं, हं. बरं, बरं. हो, ते नामशेष झाल्यासारखं, कोण आता तसं करत पण नाही.
खूप! म्हणजे त्या फक्त अशाच कुठेतरी मंगळागौरीच्या कार्यक्रमांमध्ये घेतल्या गेल्या तर घेतल्या. सूप खेळायचे. हे सांस्कृतिक कार्यक्रम. सांस्कृतिक खेळ.
हो, मग तुम्हाला असं अ, म्हणजे असा स्पेशल स्पेशली असा खास आवडलेला त्यातला कुठला उल्लेख करू शकता म्हणजे तुम्हाला
अ, आमचं लगोरी एक खूप फेमस गेम होता. अगदी म्हणजे जीवाचा भावाचा असा. आणि तो गेम असा होता ना की कुठेही जाऊन खेळू शकत होतो.
अरे वाह! हां.

अ, हां, हां म्हणजे पाठशिवणीचा म्हणजे शिवाशिवी का?
अ, शिवाशिवी नाही. पाठशिवणीचा खेळ म्हणजे अ, आपल्याला एक आपल्याला ग्रुपमध्ये आपण तो खेळतोय, त्याच्या एकावर राज्य असतं. सगळे जणं पळत असतात, पण तुम्हाला जर आउट करायचं आहे, तर एखाद्याच्या पाठीवर तुम्हाला मारावा लागायचा धक्का की आउट. मग ते पाठीला शिवला म्हणून तो पाठशिवणीचा खेळ आणि मग जो आउट होईल तो दुसऱ्यांना पकडायला धावणार लगेच इमिडिएटली. तुम्हाला तुमची पाठ वाचवायची आहे, म्हणजे कुठेही हाताला टच झालं, पायाला टच झालं, तर आउट नाहीये, पण पाठीला धप्पा लागला पाहिजे.
हं. हां. हं. अच्छा. हां. हां. टच झाला म्हणजे. हो, हो, हो, हो. हो, हो. असं आउट करायचं का अच्छा. मग ते कसंही चकवू शकता तुम्ही म्हणजे समोर आलात तर, पाठ लागली नसली पाहिजे. अरे वाह!
हो, तर तो बरोबर, बरोबर. हो, तर त्यामुळे ते एक खूप छान अ, गेम होता, पण तो आता काही हल्ली कुठे दिसत नाही. त्यानंतर अ, दुसरा जो आहे, तर आत्ता आत्ताशाना बऱ्याच वेळेला म्हणजे जसं आता एक म्हणेन, मी एक 10-12 वर्ष झाले असतील, की जसे मंगळागौरचे कार्यक्रम टीव्हीवर यायला लागले
हं. हं. वाह! हां. हां, तशी.
त्याच्यानंतर बरेचसे खेळ जे आहेत ना, ते परत असे अ, रिअल लाईफ किंवा जिवंत झाले पण पुन्हा अ, म्हणता येईल. जसं, हो, फुगडी, झिम्मा, झिम्माच तर आम्हाला एवढं क्रेझ असायचं गणपती गौराईमध्ये एवढे छान खेळले जायचे झिम्मा म्हणजे, पूर्ण असं सर्कल करून अ, दोन, दोन, दोन, दोन जणींचं असायचं आणि जसा गरबा खेळला जातो, त्या स्थलावर पण वेगळ्या प्रकारे झूम्मा खेळला जातो आणि त्याचा खूप छान मजा येते. ती पण ती कुठे बघायला मिळत नाही. ती फक्त माता मंगळागौरीचे कार्यक्रम असतात ना, त्यांच्यामध्ये त्या प्रोफेशनल लेडीज ज्या असतात त्या करतात. त्याच्यानंतर
मग त्याच्यामध्ये फुगडी वगैरे असं का? फुगडी? हां, झुम्मा फुगडी. हो. हं. हां, जाणते. हां. वेगळ्या पद्धतीने. हं. हां. हं. हां. बायका हां, होत्या पूर्वी. त्यांची मंडळ वगैरे असतात काही-काही ते. हां, बरोबर.
हो, हो, हो. त्यानंतर त्याच्यामध्ये अजून एक अ, प्रकार आहे. जो मी माझ्या आज्जीकडून शिकले होते आणि ती एक प्रकारची फुगडी आहे.
हां.